नक्कीच, नक्कीच. अ, बघा ना, आमच्या गल्लीमध्ये पण ना, असंच आहे, की आज-कालची युवा पिढी जी आहे ना, ती मो मोबाईल, सोशल मीडियामध्ये याच्यामध्ये गुंतलेली आहे आणि कामामध्ये व्यस्त असते, मग एकमेकांसोबत भेटणंच नाहीये. तर मग आम्ही काय करतो ना, की अ, उत्साह जसा असतो ना, जसं की आपल्या अ, धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये नाही का वेगवेगळे अ, उत्साह येत असतात. जसे, की अ, दिवाळी येते, त्यानंतर गणपती उत्सव होतो, नवरात्र होतं. हां, तर यामध्ये काय करतो ना आम्ही, जसं गणपती उत्सव आला, की 10 दिवस अ, सर्वजण मिळतो तिथे. अ, मिळाल्यानंतर पावती वगैरे जमा करणं, पूर्ण अरेंजमेंट करणं, एकमेकाच्या आयडिया शेअर करणं. हां, याच्यामध्ये काय होतं ना, की एकतर सोशल मीडियापण आपण अ, फोटो वगैरे टाकायचे म्हणून तिथे येतो तरी कमीत-कमी आहे ना. स्टेटस टाकायला तरी येतो, की आमच्या इथे असं झालं, तसं झालं. हां आणि त्यामध्ये कसं आहे, की मग भेटतो आम्ही एकमेकांना, गप्पा मारतो तिथे <chuckles> आणि मग तिथून 10 दिवस आमचे इतके छान जातात ना तिथे, पूर्ण गणपतीला सजवायचं-धजवायचं. हां, <chuckles> त्याच्यामध्ये.
हम्म. हां. खरं आहे. हम्म. <chuckles> हां, हां. बरोबर आहे. <chuckles> खरं आहे, खरं आहे. हम्म. <chuckles> बरोबर आहे, की ती पण गोष्ट आहे. हम्म. म्हणजे करायची, म्हणजे ह्या 10 दिवसात जो काही विश्वास निर्माण होतो, म्हणजे तो काही कमी आहे, असं म्हणता येत नाही. म्हणजे करायची म्हणजे हम्म.
हां. तेच, तेच, तेच. हे असंच होतं ना, की अ, तुम्ही बघा ना, की नाही काय होतं ना कधी-कधी आसपासचे भांड लागतात, छोट्या-छोट्या गोष्टी होतात ना. अ, मग काय होतं ना, की सगळ्यांना एक जागी आणणं, खूप महत्त्वाचं आहे बघा. अ, नाहीतर काय होतं ना, की दोघांमध्ये भांड लागले आणि ते एकमेकांचे विरोध होऊन जातात, मग कोणतरी मध्यस्थ पाहिजे तिथे. हां, तर अ, कसं असतं ना, की जसं आम्ही तुम्हाला सांगितलं, गणपती उत्सव साजरा करतो, तर त्यामध्ये कसे असतात ना, की जे वयस्कर मंडळी आहेत, आम आमच्या सोसायटीमधल्या, ते तिथे येतात. त्यांना आम्ही एखाद्याने अध्यक्ष बनवतो. मग वयस्कर मंडळींना अध्यक्ष बनवल्यानंतर काय होतं, की भांडणं होत नाही खाली, असं आहे मुला-मुलांचं वगैरे असं खाली, आहे ना. असं आहे ते पण
हां, बरोबर आहे की. हो, हो, नक्कीच. खरं आहे. हम्म. हां. <chuckles> बरोबर आहे. <chuckles> <chuckles> नाही, नाही, खरं आहे. खरं आहे, म्हणजे त्यांचं सगळं ऐकतात ते मग काही अडचण होत नाही, म्हणता येईल.
हां, त्यांचं सगळे ऐकतात. तर मग काय होतं त्यावेळेस सगळेजण एकत्र बसतात, बोलतात. अगदी पंगतपण होते, जेवण वाढायचं हे करायचं. मग एकमेकांच्या भावना आपल्याला समजतात. कोणी कधी आहे, कशी स्ट्रेसमध्ये आहे का, कोणी ताण-तणावात आहे का काही, ते सोबत बोलून, ते मोकळेपणा होतो त्याच्यामध्ये.
आता हां. हम्म. नाही आता खरं आहे, खरं आहे. हम्म. नाही, पण हे तर झालंच, पण कसं आहे, की आता हे तर कसं आहे, की सण-स समारंभ हे तर काही रोज येत नाहीत. <chuckles> त्याच्यामुळं कसं आहे, की ही आपण जो काही, ह्या काळात जो काही एकमेकांविषयी विश्वास निर्माण करतोय. तसं म्हणता येईल, की ही महिन्यातनं एकदा वगैरेची गोष्ट होऊ शकते, पण रोजच्या जीवनात आपण अशा काही छोट्या-मोठ्या गोष्टी करू शकतो, की त्या सुद्धा आपल्याला एकमेकांविषयी विश्वास वाढवायला मदत करू शकतात?
हां. हां, हां, बरोबर. हां. नक्कीच. हां, हां, हां. बरोबर.

हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच. बघा ना आजकाल सोशल मीडिया असल्यामुळे एकमेकांसोबत कनेक्ट झालेलो आहे. त्याच्यामध्ये आमचा सोसायटीचा ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये काय असते ना, की कोणाचा बर्थडे असेल, कोणाच्या घरी काही प्रोग्राम असेल, तुम्हाला त्यामध्ये, अ येऊन जाते सरळ ग्रुपमध्ये. तर त्यांच्यासोबत जाणं संध्याकाळी, त्यांना भेटणं, त्यांना वाढदिवस असेल, तर त्यांना हे ना, बधाई देणं, या गोष्टी होतात. आणि त्यानंतर काही प्रोग्राम करायचा असो सोसायटीमध्ये, तर त्याच्या पण गोष्टी त्यात चालतात एकमेकांसोबत कसं आहे मग का काही जण असतात जी
हां. हं. होय. हां. <chuckles> खरं आहे. हां. म्हणजे थोडक्यात ज्या टेक्नॉलॉजीनं आपल्याला एकमेकांपासून दूर केलं आहे किंवा धावपळीच जीवन निर्माण केलं आहे, तीच कुठेतरी म्हणजे आपलं एक विश्वास निर्माण करण्याचं प्लॅटफॉर्मसुद्धा बनू शकते, की त्यात आपण ग्रुप वगैरे निर्माण करून सुद्धा म्हणजे एकमेकांविषयी विश्वास निर्माण करू शकतो. पण आता कसं आहे, की आता म्हणजे आता हे तर कसं आहे, की टेक्नॉलॉजीचा वापर वगैरे आपण जर का शहरात राहत असलो तर ठीक आहे. पण गावातल्या लोकांनी हे कशा पद्धतीने करायचं. आणि त्यांच्याकडे 1 गोष्ट चांगली असते. कसं आहे, की आता गावातल्या लोकांकडं, जे शहरातल्या लोकांकडे वेळ नसतो, तो वेळ गावातल्या लोकांकडे त्या तुलनेत थोडा जास्त असतो. मग काही गोष्टी अशी उदाहरण देऊ शकता, की आपण उदाहरणार्थ कसं असतं, की घरात काही पदार्थ केला, तर शेजारच्या घरात नेवून देणे. किंवा रात्री जेवण झाल्यानंतर सगळे अशा काही अ, सांगाल का मार्ग? की ज्या पद्धतीने आपण विश्वास निर्माण करू शकतो गावातली लोकसुद्धा?
हां. हां. विश्वास निर्माण करणे, बरोबर हं. हां. बरोबर आहे. ते तर आहेच. <chuckles> हां, हां. हां. हं, हं. भरपूर असतो. बरोबर. हां. बरोबर. <laughs> नक्कीच, नक्कीच. हां. हे मी माझ्या अनुभवातूनच सांगतो तुम्हाला, की माझं कसं मी शहरात राहत होतो. म्हणजे प्रॉपर माझं मी गावातच राहतो. पण शहरात कामासाठी राहतो. मग ज्यावेळेस मला वेळ भेटतो कधी 15 दिवसाचा, 20 दिवसाचा ना, तर मी गावात चालला जातो. लॉकडाउनमध्ये पण मी गावाकडेच होतो. तर त्यावेळेस कसं असायचं ना, की गावामध्ये असल्यावर अ, संध्याकाळी बघा थंडीच्या दिवसात शेकोटी लावतात, टहाळ भाजायचा. त्यावेळेस सगळेजण येऊन बसतात तिथे, रोज संध्याकाळी. कुठे भजनाचा कार्यक्रम असतो, बघा. भजनाच्या कार्यक्रममध्ये पण सगळे येतात उत्साहाने, काकड आरतीचा कार्यक्रम असतो तिथे पण येतात. मग याच्यामध्ये बोलणं, चालणं होत. जसं तुम्ही म्हटले, की "शेजारच्यांना काही तुम्ही पदार्थ वगैरे घेऊन जाता का?" मग हां, ते होतेच गावाकडे आमच्या इथे अ, छोल्याची आमटी केलेली आहे. आता हरभरा आलाय तर. तेच अ, जास्त करायची आणि दुसऱ्यांना पण नेऊन द्यायची. मग एकदा त्यांच्या घरी आपलं पातील गेलं, की त्यांनी काहीतरी बनवलं, की ते आपल्या पण घरी येऊन जाते. <laughs> या गोष्टी पण होतात. हां.
हां. नक्कीच. हं. हां. <laughs> खरं आहे. <laughs> अ, हां. हं. अरे वाह! हम्म, खरं आहे. <giggles> नाही, बरोबर आहे की. आता अजून सुद्धा काही गोष्टी म्हणजे कसं आहे, की आता म्हणजे गावात जर का अ कसं असतं, की बऱ्याचदा स्त्री-पुरुष असतील किंवा आर्थिक भिन्नतासुद्धा असते, की त्यामुळं म्हणजे लोकांमध्ये एकमेकांबद्दल विश्वास थोडा कमी असतो, की "बाबा, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे." किंवा ह्या गोष्टीमध्ये. मग ही गोष्ट आपण कशी कमी करू शकतो? की ही खिंड कमी केल्यानंतर किंवा जी काही दरी आहे, ही कमी करून लोकांमध्ये विश्वास निर्माण करून काही कार्यक्रम घेऊन
हां. बरोबर. हां. बरोबर. <chuckles> हां, हां.